ते पण घेतात कधी-मधी सिगारेट तर त्यांना माहिती आहे नेमकं. <clears throat> तर अ, अशा प्रकार झाला होता त्या ठिकाणी. आणि मग म्हणजे आम्ही सगळ्या आवाकाच्या बाहेरच झालो होतो. वडील ओरडले थोडेफार म्हणे, आता माझ्या आईला बोलवलं म्हणे, "हा काय प्रकार करतो? रोज सिगारेट प्यायला जातो का? मला" म्हणे, "ह्याच्यावर डाउट आलाच होता. एकदा आला होता तर सिगारेटचा वास मला आला होता याचा." आणि तसं मी म्हणजे तयारी आपली बडी सौफची पुडी किंवा इलायचीची पुडी खाऊन यायचो मी तिथनं. तशा तयारीतच मी त्या ठिकाणी येत होतो. <laughs> माहीत नाही.
अच्छा. अच्छा, जे हां, ज जेणेकरून घरच्यांना कोणाला डाउट नाही गेला पाहिजे, शक नाही झाला पाहिजे.
पण जे, पण जे पित ना, ते बरोबर ओळखत आणि माझे वडील तर त्याच्यामधले होतेच आहे आणि त्यांना ती सवय, म्हणजे त्यांनी तो टायमिंग बरोबर मॅच करून ठेवला होता की हा जातो आणि सिगारेट पिऊन येतो. तर अ, मग मला बसवलं, आईला बसवलं, आईला सांगितलं हे असा करतो. आईने बोललं म्हणे तुला समजत नाही का? तू काय लय मोठा झाला का? अजून कुठलचं काही नाही सिगारेट पितो. तर आईचं बोलणं झाल्यावर आई गेली निघून. मी तसंच बसलो. नाही हां, नाही हां, केलं त्यांना. वडील म्हणे दारू-बिरू पण घी पी घेतो का म्हणे तू? <chuckles> अ? हां. हं, हं.
बघ <laughs> अजून ते एडव्हान्स अजून एडव्हान्स जेव्हा अजून काही असेल तर सांग बाबा. मग नंतर असे परत, की असे काही चांगले धक्के, चांगले धक्के बसायला नको आम्हाला.
<chuckles> किस्से नाही होणार. <chuckles> तर म्हणलं, नाही तसं काही घेत नाही म्हटलं दादा, ते पहिल्यांदाच कधी-मधी, असं-तसं. हां, म्हणे, "मला दिसलं नाही पाहिजे परत घेताना तू. दिसला तर पाय" म्हणे, "मग. माझ्यापेक्षा वाईट नाही." अ, आणि तू आता 2-3 दिवस कॉलेजला पायी-पायीच जाय म्हणे. अ? मग बदललं केलं ना. मग बदल म्हणजे कमीच झाली. मला प्रत्येक वेळेस ती टपरी जाताना दिसायची, तर तिथं वडीलच उभा असलेला असं भास व्हायचं. <chuckles>
त्या हिशोबाने त्यांनी विचारलं. अच्छा. मग त्याच्यानंतर मग काही बदल घडला का? काही बदल घडला? कमी झालं. वडील. <laughs> नक्कीच होणारच ना तो, कारण की एवढा मोठा किस्सा झाल्याच्यानंतर मग आपल्याला तेच दिसतं ना की बाबा इथं काय घटना घडली म्हणून. जसं म्हणतात ना, एखादा अपघात झाल्यावर ते जागा आपल्याला नेहमीसाठी लक्षात घर करून जाती. तसाच तो अपघात म्हणावा. पण मला असं विचारायचं आहे, की त्या बदलामुळं मग रोजच्या आयुष्यात त्याच्यानंतर काय फरक पडला? की असं नाही वाटलं, की थोडंसं ठीक आहे बाबा, आता घरी माहिती पडलं. अ, ठीक आहे. त्यांना माहिती आहे, की आणि मीही सांगितलं, की बाबा मला सवय नाही आहे. मी एडिक्टेड नाही ह्या गोष्टीचा. मग थोडंसं असं मन हलकं झालं त्यावेळेस आणि त्यानंतर मग काही अ, वेळ कारण की बराच वेळ त्या टपरीवर जायचा रोजचा, बरोबर? आणि त्याच्यानंतर आता पैसाही लागायचा त्या गोष्टीसाठी
<chuckles> हं. हं. हं, हं. हो. हो. हो. हं, हं. हं, हं, हं. हं, हं. हं, हं. हं, हं. बरोबर आहे. हो, हो. <chuckles> हो.
आणि शिवाय ती गोष्ट अशी होती, की जेणेकारण की आपल्या शरीरावर पण काही परिणाम होत होते. तर मग ह्या सगळ्या गोष्टींमध्ये काय-काय फरक, काय फरक जाणवला?
परिणाम.

तर हा सल्ला आहे की पहिल्यांदा त्यांच्या मला माहिती आहे की सवय पहिली कशी होती, की पहिले थोडंफार एक पॅकपासून सवय लागली. नंतर मग थोडंफार जास्त आणि मग कारणं देऊन प्यायला लागलेत आणि कारणं देऊन जरी पिले ना तर त्यांच्या अ, ते एक कारणं तर काही संपत नसतं आपल्या जीवनातले. पण ते व्यसन मात्र वाढतं, एवढं मला मात माहिती आहे. म्हणजे तुमची कोणची समस्या व्यसन सोडू शकत नाही. तर अ, तुमचे सर्व समस्या हे तुम्हीच सोडू शकता. म्हणून आपल्या जीवनाकडे आपण लक्ष द्यायला पाहिजे आणि या व्यसनापासून दूर राहिलं पाहिजे. कधी-मधी काही व्यसन करता तर ठीक आहे. परंतु तो लिमिटेशन आणि सर्व गोष्टी आपण पाळल्या पाहिजेत मला असं वाटतं. माझा हा सल्ला आहे. हं.
नाही. बरोब एकदम अगदी बरोबर बोललास की खरंच व्यसनापासून तर आपण दूरच राहायला पाहिजे. शक शक्यतो आपला जो आहे ना, मनावर स्वतःवर कंट्रोल पाहिजे. मला असं विचारायचं आहे की मग असाच काही किस्सा जसं तू सांगितलं 2 मित्रांचे आयुष्य उध्वस्त झाले अति अति व्यसनाधीन झाले. पण असाच काही सु किस्सा जसं सुरुवातीला नवीन, नवीन जेव्हा व्यसन लागतात किंवा मग जसं वडला वडिलांनी पहिल्या वेळेस पकडल्या गेल्या तसंच काही असं कधी काही घडलं का की मग कुटुंबातील काही सामूहिक समारंभ म्हणा किंवा सण अ, सण त्यौहार त्यावेळेस घरातल्या कुटुंबातील कुठल्या व्यक्तींना
हं, हं. अ, हं. हो. हं, हं. हं, हं. हं, हं.
असं कळलं की बाबा तू हे केलं आहे आणि मग तू त्यातून कस तू त्यावेळेस कसं स्वतःला सांभाळून घेतलं असं काही एखादा किस्सा झाला होता का?
हं. हं, हं. हां. त्यांनी तो सिगारेटचाच किस्सा माझ्या काकांना सांगितला होता. आमचे म्हणजे लग्न होतं त्यावेळेस आणि "हे सिगारेट-बिगारेट पितो आहे याला समजून सांग म्हणे." तर काका तशी वडिलांपाशी खूप अ, फ्रेंडली होती माझे. "का रे, म्हणे सिगारेट पिताना पकडलं गेलं." हां म्हणलं, "तिथं पकडलं गेलं. म्हणे जागा चेंज करायची आणि लांब जायचं थोडं. <laughs> घरात तुला ती जागा सापडली का? तर ठीक आहे." म्हणलं, "काका. हां हां. <chuckles> त्यांना माहीत होती ती टपरी. हो, त्यांना ते माहीत होती टपरी. चालतं म्हणे, ठीक आहे म्हणे, "मला माहिती आहे तुझ्या वडिलांचा स्वभाव. काही मारलं-बिरलं का म्हणे, नाही एक झापड दिली म्हणलं, तुम्हाला माहीत आहे म्हणलं थोडं आपलं वडील कसे आहेत म्हणून." ठीक आहे म्हणे, "चल जाऊ दे आता जास्त जास्त पित नको जाऊ म्हणे सिगारेट." मला सांगत होते म्हणे ते हे सगळं तुला समजून सांगलं. आता मी तुला समजून सांगितलं, "जास्त पिऊ नको म्हणून. अ, आणि जागा बदल म्हणून." ठीक आहे म्हणलं. <chuckles> चला चला हो.
अच्छा. हां. <laughs> अरे बापरे! तीच जागा सापडली घराजवळ, थोडं दूर जायचं? <chuckles> म्हणजे अगदी सोपा इलाज सांगितला. <laughs> अरे वाह! फारच छान सल्ला दिला काकांनी. खरंच मला फार बोलून छान वाटलं तुमच्याशी आणि पुन्हा बोलायला नक्कीच आवडेल. धन्यवाद.
हं, हं. मलाही तुम्हाला बोलायला प पुन्हा नव नक्कीच आवडेल. धन्यवाद.